उम्म, दिल है छोटा सा, छोटी सी आशा.
अरे!
मस्ती भरे मन की, भोली सी आशा चाँद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा. <chuckles>
अरे वाह! खूप छान एकंदरीत म्हणजे मला पण ते गाणं आठवलं टीव्हीवर कसं लागायचं आणि ती त्याच्यात ते स्माईली घेऊन असतात ना, काहीतरी येलो कलरचं असं मला वाटतंय त्याच्यात. ते
हो, हो, हो. उम्म, मी व्हिडिओ जास्त नाही बघितलाय म्हणजे ती अ, अ, काय पाण्यामध्ये मस्ती करत असते, ती एकटीच असते. आपापल्या ह्याच्यामध्ये असते, एवढं मला माहिती आहे. पण ती एन
अच्छा, हां त्या व्हिडिओमध्ये तसच आहे. मस्ती करत असतात, बरोबर, बरोबर. नाही, नाही. खूप छान आहे आणि तुम्ही पण खूप छान प्रकारे हे गाणं आता म्हटलात म्हणजे माझा पण एकदम मूड एकदम फ्रेश झाला, <chuckles> एकंदरीत. अरे वाह!
हं, <chuckles> तर तेच मला त्या एकंदरीत आपल्या मनातलं आपलं "लहानपण देगा देवा" म्हणतो ना, त्यात मला हे गाणं घेऊन जातं.
नक्कीच, नक्कीच. अरे वाह! खूपच छान. पण मग हे गाणं तुम्हाला का आवडतं आणि म्हणजे हे स्पेशल का आहे तुमच्यासाठी? ह्याच्याबद्दल काही थोड्या आठवणी असतील तर सांगाल का?
म्हणजे किती वेळा असं होतं ना, की अरे आता किती मोठं झालो वगैरे, आपण म्हणजे मोठ्या-मोठ्या गोष्टींमध्ये अडकून जातो टेन्शनमध्ये राहतो, कारण की आपण त्या मोठेपणाच्या गोष्टीतच अडकून राहिलेलो असतो.
बरोबर. बरोबर.
मग परत जरा असं म्हणतो ना, लहान झालो की अ, तो जो लहानपणाचा इनोसन्स असतो ना, एक अ, बालभाव असतो की कसलंच टेन्शन नसतं
बरोबर.
त्याला मग त्या तंदरीत जर जायचं असेल, सगळं सोडायचं असेल, थोड्यावेळ म्हणतो ना, हे गाणं एक मेडिटेशन पण म्हणता येईल. किंवा
हं, हं, हं हं. नक्कीच, नक्कीच.
अ, एक, अ, मूडला म्हणजे आहे म्हणजे ते काहीतरी करायचं आहे. मस्ती भरे मन की भोलिसी आशा, एक होप घेऊन जातो ना एक, अ, आहे पुढे काहीतरी आशा आहे, जे आपल्याला पुढे घेऊन जातो. कुठेतरी असू आत्ता अडकलेली मी, पण ते मला गाणं पुढे घेऊन जातं.
बरोबर. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच, म्हणजे एकंदरीत थोडासा मूड पण फ्रेश होऊ शकतो या गाण्यांनी आपल्याला. बरं आणि मग अजून कोणतं दुसरं गाणं आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल आणि ते गाणं तुम्हाला का आवडतं?
हो, हो. हो, हो. अ, अ, मी एक प्रोफेशनल एक्झाम्स अ, द दिला दिलं होतं, त्याच्यामध्ये भरपूर वेळा नापासही झाले होते. म्हणजे ते खूप डिफिकल्ट असते. म्हणजे ते अ, 1% त्याचा निकाल लागतो आणि त्यामध्ये असं झालं होतं की बऱ्याच वेळा अ, गटांगळ्या खाल्ल्या होत्या. असं वाटायचं की होईल की नाही वगैरे. मग त्यात हे गाणं एक आहे जे मला अ, खूप वाटायचं टूटा, टूटा एक परिंदा कैसे टूटा फिर जुडना पाया, लूटा, लूटा किसने उसको ऐसे लूटा, फिर जुडना पाया, गिरता हुआ हं.
हं. बरोबर. बरं. अच्छा. अरे वाह! अच्छा, मग हे गाणं तुम्ही बोलून दाखवाल का व्यवस्थित असं छान? हं.

टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा, की फिर जुडना पाया उडना पाया, लूटा, लूटा किसने उसको ऐसे लूटा की फिर जुडना पाया गिरता हुआ वो आसमां से, आकर गिरा जमीन पर, खाबो में फिर भी बादलही थे वो कहता रहा मगर, अल्लाह के बंदे हसले अल्ला के बंदे म्हणजे खालती किती जरी आपटलो, तरी पण वरती बघत आहे आणि मी परत त्याच्या
वाह, वाह! नक्कीच, नक्कीच. खूप छान प्रकारे तुम्ही म्हणत आहात हे गाणं, खरंच म्हणजे मस्त वाटलं एकंदरीत.
म्हणजे त्याच्या कृपेने आपण परत वरती येणारच आहोत, असं. त्या आशेने मी नेहमी वरती बघत राहणार.
बरोबर. खूप छान. हं, हं, हं.
तर असं. तर त्या काळात मला नेगे म्हणजे किती जरी नापास झालो, किती जरी फेलीयर आलं, तरी मला त्यातून पुढे नेण्यासाठी हे हे गाणं खूप मदत करतं. म्हणजे खूप कनेक्ट म्हणजे खूप व मनापासून हां, हां.
अच्छा म्हणजे हं, हं. अरे, वाह! कनेक्टेड आहात तुम्ही या गाण्यासोबत एकंदरीत, अरे, वाह! खूपच छान.
आणि त्यात त्याची त्याची पण आठवण राहते ना की तो पण घेऊन जाणारा आहे. आपण विसरून जातो, किती वेळा. त्याची पण आठवण होऊन जाते, देवाची पण आठवण होऊन जाते त्यात. एक प्रार्थना पण म्हणता येईल ह्याला.
आणि मग हं, हं. बरोबर. अरे, वाह! हो, हो, खरंच. म्हणजे एकंदरीत खूप छान आहे, तुम्ही म्हणताय पण छान. आणि मग तुम्हाला असं का वाटतं की हे गाणं एकंदरीत तुमच्या आयुष्यात का महत्त्वाचं आहे? तर काय सांगाल त्याच्याबद्दल?
हं. तेच म्हणजे जे मी आता बोलले, की अ
हं, हं.
म्हणजे एक एकदम अज खालच्या पा लेव्हलला आपण जातो, मा म्हणजे एखाद्या फेल्युरने आपण असं होतं ना की पुढे मार्गच होत नाहीये, आपटून गेलोय, टुटा-टुटा की फिर झुडना पाया असा तो विखुरला, की पुढे मार्गच दिसत नाही. हां, आता जोडलाच जाऊ शकत नाही असं आहे. पण तरी पण तो वरती बघतोय आणि त्याच्या आधाराने तो परत करणं पुढच्या कडव्यात आहे एक्झॅक्ट येत नाहीये कडवं मला पुढचं. पण अ, त्याच्यात तेच आहे की तो परत उडी घेतो, त्याच्या ह्याने त्याच्या कृपेने.
हं, हं. हो, हो. पुन्हा जोडलाच गेला नाही, बरोबर, हो. हं, हं, हं. बरं. अरे, वाह! खरंच खूप छान. आणि मग हे तिसरं गाणं कोणतं आहे तुमचं त्याच्याबद्दल काय सांगाल?

ही तर अ, डायरेक्ट प्रार्थनाच म्हणता येईल. आपलं लगान पिक्चरमध्ये आहे ना की ते लगानचं मॅच होणार असते आणि त्याच्या आधी सगळे गावात अ, गावामध्ये जे हे आहे अ, म्हणजे जे लगान लागणार असतं ते माफ होणार असतं, तर ते त्या खेळाच्या आधारावरती असतं. ते त्याच्या निकालावर ठरणार असतं, की आता माझ्या डोक्यावरती अजून ओझं येणार आहे का मी ह्यातून मोकळी होणार आहे? म्हणजे खूप निर्णायक खूप अटी-तटीवर आलेलो आहोत. आणि त्यातून आपल्याला काढतानाही ते ते गावच्या मंदिरात जमतात आणि हे गाणं गातात प्रार्थना म्हणून.
बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरं. बरं. मग ते गाणं जरा म्हणाल किंवा कोणतं गाणं आहे ते सांगाल का?
अं, ओ पालन हारे निर्गुण हो ना रे तुमरे बिना हमरा कोनो नाही तुमरे बिना हमरा कोनो नाही हमरी उलझन सुलझाऊ भगवन हमरे बिना तूमरे बिना हमरा कोनो नाही. थोडंसं चाल पुढे पाठी असेल पण <chuckles> मला आवडतं. हो.
हं. वाह! वाह! वाह! खूप छान. नाही, नाही. खूप छान वाटलं पण अ, ते पण होतं. मला पण आवडलं एकंदरीत म्हणजे छान वाटलं. आणि हे गाणंच इतकं मस्त आहे ना, म्हणजे एकदम फ्रेश होतो मूड. हे गाणं कधीही ऐकलं, कुठेही ऐकलं म्हणजे एकदम छान वाटतं. मग हे गाणं तुम्हाला का असं खास आवडतं एकंदरीत?
ओ हो, हो. अ, जसं आता ह्याच्यात तर कठीण प्रसंग आहे. पण हे मला एखाद्याला म्हणतो ना, देवाच्या लाडाने पण आठवण करायची असेल, तर हे खूप स्वीट असं म्हणजे एक सुंदर मृदू गाणं आहे ना. ओ पालनहारे कृष्ण तर कुणाला नाही आवडत. म्हणजे तो नटखट आहे म्हणजे तोच आपला पालनहारे पण आहे म्हणजे ओ तूच सांभाळणारा आहेस मला, असं अर्थाचं सुरुवात आहे ना ते. मग त्याला पण कधी आळवायचं असेल, तर हे गाणं मला खूप छान वाटतं. गरज नाही ना की भक्तीमध्ये नुसतं अ, आपलं अ, भजन किंवा अ, हेच नाही पण आपण आज-कालची मंडळी हे पण म्हणजे हे पण आपल्याला कनेक्ट करणारीच गाणी आहेत ना. भावगीत, भक्तीगीत. हो.
हं, हं. बरोबरं. नक्कीच. हं. बरोबर. बरोबर, हो. अरे, वाह! खरंच आणि खूप हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर. तर खरंच आणि अजून कोणतं म्हणजे तुम्हाला ही तिन्ही गाणी का आवडतात एकंदरीत. आणि ही तुम्ही नेहमी ऐकता का? म्हणजे तुमच्या प्लेलिस्टमध्ये हीच गाणी तुम्ही ऐकत असता का? आणि दिवसातनं तुम्ही किती वेळा ही गाणी ऐकतात, असं काय आहे का?
अ, म्हणजे माझा स्वभाव असा रोज ऐकण्याचा नाही आहे पण जेव्हा खूपच इमोशनली वर-खाली असतो ना, तर ह्यातलं एखादं गाणं येतच येतं तोंडावरती.
बरं. हं. अरे, वाह! खूप छान. आणि मग तुम्हाला जर म्हणू शकतो की ही तिन्ही गाणी जर असतील आणि त्यातलं तुम्हाला एक गाणं निवडायचं असेल फेव्हराइटवालं तर कोणतं गाणं असेल ते?
हं.